नक्कीच मला तर वाटतंय की अ, मला तर वाटतं ह्या गोष्टीसाठी ना, आपण प्रत्येकाने 1 स्वयंशिस्त लावली पाहिजे. अ, चांगली झोप, लक्ष लक्षवेधी जर काम करायचं असेल ना, तर नक्कीच डिजिटल बाउंडरीज आखल्या पाहिजेत. नातेसंबंधांमध्ये क्वालिटी टाईम जर तुम्हाला द्यायचं असेल
अच्छा. अगदी बरोबर. हं, हं. हं.
तर नक्कीच रिचुअल बाउंड्री देखील केली पाहिजे. आणि हे बदल्स प्रत्येकाने मला स्वतः आयुष्यामध्ये आणा आणले पाहिजेत एकंदरीत. त्यामुळे काय होतं की नक्कीच आपल्याला ह्याचा फायदा मिळेल आणि मला तर वाटतं की जेवताना कोणीच फोन वापरू नका. त्यामुळे पूर्ण लक्ष तुमच्या जेवणावर द्या आणि ही मला तर वाटते. आणि शांत 30 मिनिटं व अ, म्हणजे वेळ घ्या जेव जेवण्यासाठी आणि जेवणानंतर ही झोपण्याच्या आधी 30 मिनिटं देखील फोन वापरू नका असं मला वाटतं.
हं, हं. हं, हं. हं, हं. खूप सुंदर, खूप सुंदर आणि तुम्ही जे सांगितलं ना, की अ, तुम्हाला डिजिटल बाउंडरीज कश्या आवडतात आणि अ, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही ते सविस्तरपणे सांगितलं. आणि कशा-कशा प्रकारे त्या पाळाव्यात आणि त्याच्यामुळे काय-काय फायदे होतात. अ, तुमच्याशी संवाद करून मला खूप आनंद झाला. खूप-खूप तुमच्या या संवादा आभार तुमचे या संवादाबद्दल.

हां, हां.
काय आलंय आणि मग त्या निगेटिव्ह रील्स असल्या तर मग पूर्ण दिव मग पूर्ण दिवसावर आपल्याला परिणाम होतो एकंदरीत खूप बेकार असा आणि मनात तेच राहतं आणि मग त्याचा राग घरातल्या कुटुंबामध्ये किंवा जो बायको असेल तिच्यावर, गर्लफ्रेंड असेल तिच्यावर, बॉयफ्रेंड, त्यांचं सगळं निघत असतो एकमेकांचा किंवा मग आई-बाबांवर. हो. मग ते कोणावरही निघू शकतो किंवा मग ऑफिसमध्ये काम करायची इच्छा नाही, असं होतं. म्हणजे आपल्या समोरच्याच्या मनात काही नसतं पण मग आपण त्याला जसं जज करायला लागतो. कारण का आपण ते रील काहीतरी निगेटिव्ह बघितलेली असते.
<laughs> हो, हो. हं, हं, हं, हं, हं. <laughs> हो, अगदी बरोबर. हो, हो. हो, हो. हो, हो, हो. बरोबर आहे आणि तुम्ही बरोबर बोललात, की याचे परिणाम मनावरती होऊन तुमच्या स्वभावावरती होतात आणि ते बाह्य रूपात प्रकट होऊ होऊ लागतात. तर अशी काही घटना घडलेली आहे का? तुम्ही म्हणता, की तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करायला पण वेळ नसतो. परंतु मग तुम्ही तर ऑब्झर्व केलेलं आहे, तुम्ही तर आखलेल्या आहेत बाउंडऱ्या तुम्ही म्हणतात. म्हणजे अशी काही घटना त्यापूर्वी घडलेली आहे का बाउंडरी आखण्याच्या पूर्वी?
असं. हो. हं. हो, म्हणजे काय

खूप छान, खूप छान. तर हे कुटुंबात अ, समजा आपण पाहतो की ह्या डिजिटल बाउंडरीज भरपूर लोक आख आखत नाही आणि घरचे लोकं पण कधी-कधी त्रास होतो. कारण की नेहमी म्हणतात, की "हा अ, ह्याच्यामध्येच गुतलेला आहे." तर त्या ठिकाणी कशा प्रकारचं मॅनेजमेंट केलं किंवा मग नंतर त्याच्या तुम्ही ज्यावेळेस डिजिटल बाउंडरीज आखल्यात त्यावेळेस तुमच्या घरच्यांवरती कसे परिणाम झाले त्याचे?
हं. हं. नक्कीच. म्हणजे मला तर वाटेल डिजिटल बाउंड्री मी जेव्हा आखल्या ना अ, तेव्हा असं झालं, की घरातल्यांना पण वाटायला लागलं, की "अरे वा! छान, आज मोबाईल नाही मग." <chuckles> असं ते मला बोलायला लागले आणि मग एकदम छान संवाद व्हायला लागला आणि मग, "अरे, जेवताना आज मोबाईल नाही घेतला का?" म्हटलं, "नाही, आज" अ, म्हटलं, "आज नाही, आजपासून बंद केला आहे मोबाईल वापरणं." अ, मग त्यांना पण छान वाटायला लागलं. म्हणजे ते मला इतके ओरडायचे
हं, हं. <laughs> अरे वाह! अच्छा. <chuckles>

अगदी, अगदी बरोबर तुम्ही जे बोललात ना, की अ, स्वतःसाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे, तर तुम्ही करता का? कधी आखल्यात का तुम्ही डिजिटल बाउंडरी आणि तुम्ही त्या कशाप्रकारे आखल्यात त्याच्याबद्दल सांगू शकता का?
नक्कीच, मला तर असं वाटतं की मी खूप डिजिटल म्हणजे मला पण पहिली खूप अशी मी म्हणू शकतो की बेकार सवय होती. सतत फोन वापरा अ, किंवा ऑफिसमध्ये मोबाईल बघा WhatsAppचे ग्रुप म्हणू शकतो. रात्रीचे मेसेज करणं एखाद्याला किंवा मग असं असतं ना, की अ, सतत रील्स बघत बसणं आणि मग एकंदरीत मग ती नुसती गाणी ऐका किंवा मग ते बघत-बघत इतका लेट व्हायचा की झोपायला लेट व्हायचा. तर मग हे खूप चुकीचं मला वाटत होतं एकंदरीत. आणि मग अ, त्यामुळे काय व्हायचं की मग झोपणं लेट, तर मग ऑटोमॅटिकली उठणं पण लेट व्हायचं. आणि मला तर वाटते, की ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय व्हायचं, की अ, म्हणजे हे बघा ना, एकंदरीत आपल्या कामावर पण अ, म्हणू शकतो, की फोकस नाही रहायचा, प्रॉडक्टिव्हिटी कमी व्हायची.
हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं. हो, हो. अच्छा.
जे नोटिफिकेशन येतात आपल्याला, त्यामुळे डिस्ट्रॅक्शन व्हायचं. तर मग मला तर वाटतं, ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी एकदमच आल्या.
हं, हं, हं, हं. हो.
तर मग म्हणू शकतो की नक्कीच असं वाटतं की चला आता कुठेतरी एक बाउंडरीज किंवा डिजिटल बाउंडरीज आपण म्हणत आहोत, ती नक्कीच सेट केली पाहिजे. हो, नक्कीच झाकला पाहिजे. हं.
याक नाही. अच्छा. अरे, वाह! आणि म्हणजे अ, ह्या डिजिटल बाउंडरीमध्ये पण काही-काही ॲप्लिकेशन्स पण येतात ना, आपण म्हणजे त्याच्यावरती जास्त फोकस करतो किंवा जे शिकण्याच्या गोष्टी असतात त्याच्याकडे नाही जास्त फोकस करत. तर आपल्याला ज्या बाउंडरीज आखायच्या आहेत, त्या फक्त काही अ, ॲप्लिकेशनपुरत्याच मर्यादित पाहिजे का पूर्ण अ, अ, डिजिटलचं जे डिव्हाइस आहे त्याच्यावरतीच आपण वापरण्यावरतीच बाउंडरीज आखल्या पाहिजे? काय वाटतं बरं तुम्हाला?
हं. नक्कीच, मला तर असं वाटतं की बघा
हं, हं.
अ, सगळ्या गोष्टी डिव्हाइसला पण आपण आखल्या पाहिजेत आणि स्वतःच्या मनाला पण आखल्या पाहिजेत, की कारण काय होतं? म्हणजे मी तर असं केलेलं आहे की हां, म्हणजे बघा ना, आता प्रत्येकाचं असं असतं, की "अरे, फोन आहे." म्हणजे काहीही नसलं, की आपण हातामध्ये फोन घेतो. जरी काम करत असेल, तरी हातामध्ये फोन. म्हणजे हे कुठेतरी मला तर वाटत चुकीचं आहे एकंदरीत. कारण काय होतं, सतत आपण हातामध्ये फोन घेतला म्हणजे आपलं डोकं पण बघा ना, शांत राहण्याच्या ऐवजी त्या फोनमध्येच असतं, की कोणाचा मेसेज आलाय का? किंवा नाही आला, तरी आपण काय करतो ओल्ड स्टेटस बघत बसतो एखाद्याचे किंवा रील्स बघत बसतो. म्हणजे इतके आपण रिकामे आहोत का? मला वाटत नाही, की म्हणजे काय होतंय काय आपल्याला? मला आता वाटतंय असं झालंय चुकीचं. तर मग मला आता वाटत, की कुठेतरी याची बाउंडरीज आपण आखली पाहिजे. अ, म्हणजे मला तर वाटतं, की सकाळी उठल्यानंतर माझं असं, की मी बिलकुल फोनला हात नाही लावत जोपर्यंत मी म्हणतात ना ऑफिसला जायला रेडी होत नाही. आता कसं असतं, की सकाळी उठलो आणि चला रील बघा जरा का
अच्छा. खूप छान. हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं. अच्छा. हं, हं अच्छा, अच्छा. <chuckles> अगदी बरोबर. <chuckles> हो. हो, हो.